हो, हो, हो, हो.
किंवा तुमचा असा काही मसाला आहे? कारण का बघा ना पावभाजी मसाला तर सगळेच टाकतात त्याच्यामध्ये. पण मग तुम्ही असं काही वेगळं टाकता का, की त्यामुळे एकदम छान टेस्टी होते ती पावभाजी?
हो, हो. हो, हो. ती अ, मग तुम्ही शेजवान चटणी वगैरे तुम्ही अशी खाल्ली आहे का कधी? शेजवान चटणी हां. तर ती एक सिक्रेट इनग्रीडिएंट्स म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये शेजवान ट चटणी टाकू शकता एक चमचाभर. आणि त्याचा काही
हो, हो. खाल्ली. हं. मग त्याने काय होतं? मग शेजवान चटणी पावभाजीमध्ये?
हो, त्यानी स्वाद बघा ना एकदम डिफरंट येतो त्याच्याम तुम्ही एकदा टाकून बघा. हां. आणि त्याच्या व्यतिरि हो आणि त्याच्या व्यतिरिक्त टोमॅटो केचअप असतं ना आपलं टोमॅटो केचअप? हां. ते पण तुम्ही त्याच्यात 2 चमचे टाकू शकता. मग त्याची टेस्ट अशी-अशी हटके येते थोडीशी.
बरं मी ट्राय करेन. चालेल मी पण ट्राय करेन. हां, हां. हं, हं.